तुम्हाला यात्रेत स्वतःला ओळखण्याचा अनुभव कसा झाला?
अ, म्हणजे ना यात्रेत कसं असतं ना की तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावर असतात.
हं, हं.
तुम्हाला अ, स्वतःहून काही करायचंय, मतलब फिरायला जायचंय. स्वतः करायचंय तिकीट बुकिंग, जेवण-खावण झा सर्व तुम्हालाच करून घ्यायचंय. तर माझी एक सवय आहे. मी कुठेही जातो ना तर मी तिकीट्स वगैरा माझ्या दादाला सांगतो बुक करायला, की तू माझं तिकीट कर. हो हॉटेलचं तिकीट करून घे. पण एकदा काय झालं ना की माझा दादा मला म्हणाला, की "नाही मी बुक नाही करत आहे. तू निघून जा असंच आणि तिथे समजून घे काय तुला करायचंय ते नाही." त्याच्यानंतर मी गेलो.
अच्छा. हां, हां.
आणि मी अ, जयपूरला गेलो होतो. अ, मतलब जयपूरला एक दिवस होतो आणि त्याच्यानंतर माझं 3 दिवसात ट्रिप होतं उत्तराखंडचं.
हं, हं. अच्छा.
हां. मला जयपूरला काही कामं होती. तर जयपूरमधनं मी अ, उत्तराखंड निघून गेलो होतो. मग तिथे मग हॉटेलची सोय नाही, काही नाही. तर मग मी असंच फिरत राहिलो आणि बुकिंग नव्हती केली. मग मी लोकांशी भेटलो, बोललो. तर त्यांनी मला कुणीतरी एक लॉज सांगितली. छान होती ती. सातशे रुपये च्या दिवसाचा हिशोबाने होतं ते. पण मला समजमध्ये आलं की आपल्याला आपण अ, हमेशा हे नाही करू शकत की तू माझ्यासाठी हे कर, तू माझ्यासाठी ते कर. तुम्ही स्वतःही अ, काही ना काही करू शकता. तर मला असं वाटतं, त्याच क्षणी मला असं वाटलं की नाही माझ्यामध्ये काही आहे आणि मी स्वतःही काही ना काही करू शकतो.
ओके. हां, हां. हं, हं. अच्छा. नक्कीच. मग अ, म्हणजे तो अनुभव तुम्हाला असा पहिल्यांदा आला. कारण तुम्ही तुमच्याच अ, ह्याच्याने केलं. हां. नक्कीच. मग अ, अ, ज्यावेळेस तुम्हाला असं झालं, नक्की त्या क्षणात असं काय झालं, की अ, जेणेकरून मग तुम्ही पुढचा तुमचा जो प्रवास आहे, ती यात्रा आहे, ती कशी केली? जेव्हा तुम्हाला हे सगळं जाणवलं.
हो. आ, असं असतं की ना, मला समजमध्ये आलं की आता स्वतःनीच अ, सर्व काही करून घ्यायचं आहे. आता इथे कोणी आहे नाही ना, अ, दादा आहे की सांगेल तुम्हाला की "तू इथंन ट्रेन घे, मग तिथे अ, हॉटेल बुक करून ठेवलेलं आहे, मग तिथे तू जाऊन घे, हे कर, ते कर." तर ते तो असा असेल मला तो पण धडा असेल की तू करून घे स्वतःच्या हिशोबानी. तर मग मी ते सुरू केलं आणि मी जेव्हा हरिद्वार पोहोचलो, तर मी एक हॉटेलमध्ये थांबलो. त्याच्यानंतर असं, की मी हरिद्वारला असं गंगा आरती वगैरे अटेंड करून असं रू माझा रूम मी रूम शोधत होतो. एक आजोबा भेटले मला, की ते म्हणाले की "अरे, तुम्हाला रूम हवे का?" म्हणलं, "हो." बोलले, "तुम्हाला मी स्वस्त रूम अ, देतो, एसी रूम घ्या तुम्ही मस्त आणि आराम करून घ्या आणि अ, सकाळी तुम्ही ऋषिकेश निघून जा." म्हटलं, "चालेल." तर मग त्यांनी मला रूम दाखवून दिला. ती यात्रा माझ्यासाठी सर्वात आठवणीची म्हणून होती, कारण की त्या हिशोबाने ना, मी खूप काही नवं शिकलो. कसं? पहिले स्वतःपेक्षा सर्व काही करू करून घ्यायचं म्हणजे काय, की स्वतःवर कॉन्फिडन्स आला मला की मीही करू शकतो. त्याच्यानंतर कसं मी लोकांशी बोललो खूप छान संवाद झाला माझा.
हं. हं, हं. बरोबर. हां. हं, हं. हां, हां.
मी थोडा इंट्रोव्हर्ट आहे. मला असं कोणाशी एकदम बोलता नाही येत. पण त्याक्षणी मी बोल बोलायला लागला लोकांशी की मला इथे जायचं, तिथे जायचं. असं करायचं, तसं करायचं. त्याच्यानंतर कुठे च चहाच्या टपरीवर बसलो. तर लोकं भेटले. मग त्याच्यानंतर नवे-नवे मतलब असं असतं ना की मुलं माझ्यासारखी अजून मुलं असतात. तर ते म्हणाले, की "चल आमच्यासोबत राहतो का तू? तुझाही पैसा कमी खर्च होणार आणि तू आरामाने जा." तर मग त्यांच्यासोबत गेलो. तर मग असं असतं, की नवी-नवी मैत्री बनवली. आणि कसं की मला हे समजमध्ये आलं, की तुम्ही जेव्हा तुमच्या घरातनं बाहेर निघता ना तुम्ही स्वतःची नवी ओळख निर्माण करतात. आणि तुम्ही तिथे जसं घरात आहे तर तुम्ही कोणाचे भाऊ आहे, कोणाची मुलं आहे आणि तुम्ही ह्याच घरात राहता. तर तुम्हाला कॉलनीची लोकं ओळखतात. पण इथे तुम्हाला कोणी ओळ ओळखत नाही. आणि त्याबद्दल तुम्ही काही मतलब असं नाही तुम्ही सांगू शकता अरे! नाही-नाही माझं हे नाव आहे आणि मी इथे नाही तुम्ही काही नाही सांगितलं ना, तरी ते लोकं तुम्हाला मित्र करून घेतील. का की त्यांना फक्त शेअरिंग करून घ्यायची आहे. मग आम्ही मस्तपैकी ऋषिकेश गेलो. ऋषिकेशला आम्ही केदारनाथ ट्र ट्रॅक बुक केला. मग केदारनाथ गेलो. मग त्याच्यानंतर आम्ही अ, रिव्हर राफ्टिंग केली, बंजी जंपिंग केली. रिव्हर राफ्टिंगमध्ये पण आमचे ब पैसे कमी लागले का की आम्ही लोकं असे अ, 8 लोकं झाले होते ना. 8 लोकं पुरे असतात हां. तर ते असा थोडा पैसा वाचत चालतो. म्हणून तर मा मला त्या क्षणी समजलं, अरे आपण एकटे निघाले तर आपल्याला खूप काही शिकायला भेटतो आणि आपण काय-काय करू शकतो हे स्वतःला जाणीवही होते.
ओके. हां, हां. हां, हां. अच्छा. हां. हो, हो. हं हो. बरोबर. हां. बरोबर. हो, हां. हो, हो. ग्रुपने. हां. हो, हो. बरोबर. मग अ, तुम्ही जे बोललात, की असं तुम्ही थोडे इंट्रोव्हर्ट आहात. मग असं तुम्ही प्रवासाला एकटेच गेला होतात. तर मग हे जेव्हा अशी लोकं नवीन भेटली आणि ते बोललेत की "आमच्यासोबत या, चला." मग अ, ते तुम्ही कसं हाताळलं? कारण कसं असतं की इंट्रोव्हर्ट म्हटलं की अ, अनोळखी पण नाहीच आवडत ना त्यांना. मग तुम्ही काय केलं?
<chuckles> काय असतं ना, अ, आपल्याला कधी-कधी हे विचार करायलाच पडतो, की अगर आपण इंट्रोव्हर्टपणा नाही सोडला, तर आपण ह्या जगामध्ये थोडंसं अ, आपलं अ, म्हणजे कसं, की तुमचं वागणं बदलतं ना. आता मी तुम्हाला सांगतो माझं अ, मी, माझी ट्रेन होती दिल्लीवरनं. अ, रुद्र अ, रुद्रपूरची नाही, हां रुद्रपूरची दिल्लीवरनं ट्रेन होती. तर ती शताब्दी होती. त्याच्यामध्ये अ, सगळं आपल्याला जेवण भेटतं आणि मस्त कॉफी वगैरे भेटते. तर एक अंकल समोर माझ्या सीटवर बसले होते. तर ते मला सांग मतलब ते सुरू झाले बोलणं. ते खूप बोलत होते. आणि मी, "हो, हां" मध्ये असं उत्तर देत होतो, तुटक उत्तर, की ते माझ्याशी बोलणं बंद करेल. आणि काय असतं ना, कधीतरी तुम्हाला असं वाटतं, "अरे, नका बोलू, मला नाही बोलायचं तुमच्याशी." तर अ, त्यांचं असं पण त्यांचं चाललं होतं सतत बोलत होते. मग त्यां एकदा मला असं वाटलं, "नाही, मला नका बोलू काहीपण, मी नाही बोलू इच्छितोय." पण ते मला म्हणाले की पहा
हां, हां. हं. हां, हां. हां. अच्छा. हां, हां. हं, हं. हां, हां. हं. हं, हं. हां.
काय सफर खूप मोठा असतो. त्यांनी हिंदीमध्ये म्हणालं होतं, की सफर खूप अ, मोठा असतो आणि तिथे अगर तुम्हाला यात्री छान भेटले ना तुमचा सफर खूप छान होतो. आणि छान झाला की तो कधी खपतो ना तुम्हाला माहिती नाही पडत. त्यामुळे मी बोललो, "अरे! अंक अंकल मला माहिती तुम्ही काय म बोलणं इच्छिते, पण माझं मला ना असं थोडं बोलणं आवडत नाही. मग त्यांनी तरीही माझ्याशी संवाद साधत राहिले, साधत राहिले. तर त्याक्षणी मला असं समज मिळाला, नाही आपल्याला थोडंसं थोडंफार बोलायला पाहिजे. जास्त नाही, तर थोडंफार बोला. मग मी त्यांच्याशी सुरू केलं आणि मी अक्षरशः त्यांच्याबरोबर मस्ती-मजाक केलेली आहे आणि ते पण नेमकं रुद्रपूर उतरले आणि त्यांनी मला अक्षरशः माझ्या दादाच्या घरी सोडलं. रुद्रपूरला माझा भाऊ राहतो. आणि सांगितलं बोले, की "अ अगर "आणि ते डॉक्टर होते. त्यांचा मुलगा त्याला घ्यायला त्यांना घ्यायला आला होता. तर ते म्हणे, की नाही ह्या ह्या मुलाला ते सोडून दे." तर इतकं आणि मला त्या क्षणी समजून आलं की नाही आपण एक्स्ट्राव्हर्ट झालो ना, आपण लोकांची खूप छानशी वागू शकतो, बोलू शकतो. आपली भीती आपल्याला थोडी कमी करायला पाहिजे हां, हर कोणाशी नका बोलू, पण कमीत कमी त्या लोकांशी बोला जेच अ, ज्यांच्याशी बोलण्यावरनं तुम्हालाही खूप दोन शब्द ऐकायला भेटतील.
हां, हां. अच्छा बरोबर. हं, हं. हो. अच्छा, अच्छा. हां, हां. हं, हं. नक्कीच. हो ना. हां, म्हणजे अ, तुम्ही अ, हे बदलत जातं. दृष्टिकोन बदलतो आपला आणि अ, आपला अनुभव बदलतो. त्यामुळे आपण त्या गोष्टींना वेगळं प्राधान्य देतो. पण मग अ, समजा असं असतं ना, की आता जसं तुम्ही अ, एकटेच गेलेला आहात आणि असं स्वतःला जे ओळखत चाललेले आहात. तर कसं असतं आपल्या इथे, म्हणजे जसं आपण म्हणतो की समाजामध्ये अ, कुटुंबामध्ये, अशा काही अपेक्षा असतात किंवा आपण असं म्हणतो ना, की अ, यांची दबाव पण असतात बघा. तर मग अ, हे कसे हँडल करायचे?
मला असं वाटतं अपेक्षा कधी संपत नाही आणि अपेक्षाच ते उपेक्षाच कारण पण बनतात. पण ना, अ, माझ्या घरा घरच्यांचं ना, एकच असतं, की "तू कोणाशी बोलत नाही जास्त, त्यांच्याबरोबर कुठे जात नाही, हे नाही करत." तर मी म्हणतो, की "मला जे मला छान वाटतं ना, मी ते करतो ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ते ए अ, मतलब तुम्ही अ, खुश राहा." कसं असतं ना, अगर आपण लोकांची अ, दबावामध्ये आले पहा, अगर ते तुमचे आई-बाबा आहे ना, तर ते समजून घ्याय घ्यायचं. पण अगर ते नातेवाईक कुठले अजून आले आणि ते तुम्हाला म्हणतात की "तुम्ही आमच्याशी बोलत नाही." नाही बोलत भाऊ, आम्हाला नाही आवडत तुमच्याशी बोलणं खतम झालं. का की जेवढं तुम्ही नाही बोलणं शिकला ना, तेवढं तुम तुमचं आयुष्य थोडंसं अवघड कमी होतो. काय असतं लोकांना, हां-हां बोलून-बोलून ना खूप अडकून जातात. मग ते कुटुंबाचे लोक असतात, मग ते समाजाचे लोक असतात. कधी-कधी मित्रांमध्ये अडकतात. आणि मी सांगू ना, अगर स्वतःला ओळखण्याची पद्धत तुम्हाला स्वीकारायची आहे ना, तर पहिले नाही बोलणं शिका. त्याच्यामध्ये तुम्हाला काय लोकांची ओळख भेटते आणि जेव्हा लोकांची ओळख भेटते ना, तुम्ही समजून घ्यायचं की हा आपल्या सर्कलमधला नाही. ताकी ओळख निर्माण करणं हे फक्त स्वतःच नाहीतर, सर्कलचं काम ज्याच्यामध्ये तुम्ही राहता. तुमचे मित्र-मैत्रिणी, तुमचे अ, ऑफिसचे कलीग्स, तुमचं घर, कुटुंब ज्यांच्या लोकांशी बरोबर तुमचं बोलणं चाललं आहे. त्यांच्याबरोबर तुम्ही बोलतात ना, तर तुम्हाला असा आनंद पण होतो आणि तुम्हालाही टेन्शन नसते, की हा माझ्यावर अ, बद्दल काय विचार करणार आहे, की मी असं जास्त, असं म्हणतात ना, की "पीठ पीछे छुरा घोपना." ते कधी होणार आहे, हे अ, त अ, तुम्हाला हां. हे तुम्हाला कधी काळजी नाही राहणार आहे. तर ह्याचं तुम्ही लक्ष ठेवू शकता की अगर कुटुंब अं, मतलब असं लोकांचे दबाव आणि अपेक्षामध्ये पडून काही नाही करायचं बस हां. कधी कधीपण आई-बाबा आई-वडिलांची अपेक्षा नाही दुखवायची. का की त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे.
हां. हां, हां. हां, हां. हां, हां. हो. हां, हां. हां. हं, हं. हां. हां, हां. हो. हां, हां. बरोबर. हं. हां. हां, हां. असं काय करतील ते हां. बरोब हं. नक्कीच. हो. पण मग समजा तुमच्यामध्ये हे असे बदल झालेले होते तुमच्या यात्रेमध्ये आणि जसं तुम्ही सांगतायेत की तेवढा कोणाचा विचार नाही करायचा, हे. पण हे जे बदल झाले आणि तुम्ही अ, परत आले, तर असं होतं ना, की अ, सगळ्यांचच असं म्हणजे आपल्याला होतं की कसं वागणं बदललंय याचं किंवा हे झालेलं आहे. मग अशा गोष्टी कशा तुम्ही सांभाळल्यात?
मला तर माझी आई म्हणाली ना, की "अरे! तू तर खूपच बदलून." का की ते 10 दिवसाचं ट्रिप होतं आणि 10 दिवसामध्ये मला स्वतःमध्ये खूप बदल जाणवले होते की अ, मी सेल्फ इंडिपेंडंट झालेलो आहे आणि मला का की मी आहे ना, जसं स्टेशनवर उतरलं, तर कधीपण कुठे जातो, तर मी दादाला फोन लावतो की तू मला घ्यायला ये. यावेळेस मी फोन नाही केला. मी सीधा घरी आला. तर मग दादा म्हणाला, "तू घरी येऊन गेला?" म्हणलं, "हो हो." त्याच्यामध्ये काय एवढं मला आता तिथे एवढी सवय झालेली होती ना. तर मग आई आली, आई म्हणाली की "अरे तू दादाला फोन केलास ना, दादा नंतर बाबाला केला असता ते आले असते घ्यायला." म्हणलं, "नाही मी येऊन गेलो. मला स्वतः येता मतलब येता आलं. काही याच्यामध्ये मोठी गोष्ट थोडी ना आहे? माझं शहर, माझं घर, मला काही त्रास नाही झाला." मग त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे, हा आता थोडं शहाणपण दाखवतोय का? मग दादा मला म्हणाला की नाही आणि काय असतं मोठ्या भावांना ना, खूप असतं की अगर जसं छोटा भाऊ खूप शहाणा बनला, तर देतात एक टपली खेचून. तर मग दादा म्हणाला मला की "अरे का रे, अ, तू मला सांग तू स्वतःला जास्त शहाणा समजायला लागलाय का? अ, मला काही सांगितलं नाही कुठे होता, काय होता? लोकेशन शेअर नाही केले." म्हंटलं, "मला असं वाटलंच नाही की लोकेशन शेअर करायला पाहिजे. म्हणून मी मस्त छानपैकी फिरत होतो आणि नंतर जेव्हा अ, टाईम झाला मी येऊन गेलो." आणि बोलले मी म्हणून तुला ऑफ अ, एअरपोर्टवरही नाही बोलावलं, की चल घेऊन जा तू." पण काय असतं कधी-कधी ना, अ, मला असं वाटतं की
हां, हां. हं, अच्छा. हां. हां, हां. <chuckles> हां, <chuckles> हं. हं, हं. हं, हां हं. हां, हां. हं.
लोकांना तुमच्याबद्दल जो बदल घडला ना, तो दिसायला पाहिजे. त्याच्याने नेमकं मतलब आई-वडील तर काय म्हणतात. अन घरातल्या लोकांचं काही नाही बोलू शकत. पण जे बाहेरचे लोकं असतात तर त्यांचा तोंड बंद होतो. मग ते तुम्हाला घडी-घडी टोचत नाही. त्यांना तुम्हाला त्रास नाही देत. त्या हिशोबाने तुम्ही पुढे वाढू शकतात ना, का की काय असतं आजचं काळ एवढं काही सोपं नाही. तुम्हाला अगर असं मला एक आई माझी म्हण म्हणते, की "अगर तू सुधारला नाही, तर तुला लोकं विकून खातील." तर माझा असा प्रयत्न असतं की मी सुधरून जाऊ, का की मला माझी आईला माझी काळजी नसेल. आणि काय असतं तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही खूप छान करता आहे, लोकांची मदत करून. पण ती लोकं मदतीच्या लायकीची आहे की नाही? हे पण तो आपल्याला निवडायला पाहिजे. मग आपण हर कुणाची मदत मदत करून देतो आणि मग आपल्यास नुकसान होऊन जातो. म्हणून अ, मी अ, यात्रेमधून खूप काही शिकून आलो आणि अ, त्याच्यामधनं मी अ, पैसे वाचवणं शिकलो, का की जसं मी खूप पैसा खर्च करणार होतो तिथे, पण ती जी मुलं भेटली ती राजस्थानची होती. त्यांनी खूप कमी असे पैसे खर्च केले आणि कसं काय करू शकतात ते सांगितलं, तर मग त्या हिशोबाने माझे पैसे वाचले आणि मग मी मस्त फिरून आलो, तर मग छान राहिलं पूर्ण. मी खूप काही शिकून आलो. सगळ्यात मोठी गोष्ट मी खूप काही शिकलो त्या एक यात्रेमधन.
हो. हं, हं. अच्छा. बरोबर. हां. हो. <chuckles> नक्कीच. हां, हां. कळलं पाहिजे. हो. हं. हां, हां. हां, हां. बरोबर. तेच ना. हो. नक्कीच. मग अ, एवढा जो तुम्हाला छान अनुभव आलेला आहे आणि अ, म्हणजे जसं स्वतःला शोधण्याचा. असंच जर कोणाला काही करायचं असेल. पण बघा ना, असतं असं की अ, जसं तुम्ही म्हणालात, की पैसे जसं पैश्यांची जी आपण नियोजन असतं, ते तेवढं नसतं किंवा मग वेळच नसतो. सुट्टी नाहीये, हे आहे. आणि कधी-कधी कसं बघा, आपल्याकडे एवढं नसतं असं की अ, गे आपण एकट्याने जातो किंवा फिरून येतो. म्हणजे धाडस नाही होत काही गोष्टींचं. तर तुम्ही काही अशा छोट्या टिप्स सांगाल का की जेणेकरून फायदा होईल कोणाला?
मला असं वाटतं, भारत खूप स्वस्त देश आहे. कमीत-कमी भारतात तर फिरायला पाहिजे. जनरल डब्ब्यामध्ये बसून जा आणि निघून जा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मस्त फिरा अ, आणि खा, प्या, मस्त राहा. आणि ना एक गोष्ट तुम्ही अजून करू शकता, वेळाच वेळेचं म्हणतो ना आपण, कोणत्याही ऑफिसमध्ये जा, त्यांना सांगून द्या की मला 6 महिन्यामध्ये एक 5 ते 7 दिवसाची सुट्ट्या लागणार आणि ही माझी सुट्टी लागेल, म्हणजे लागेल. मला हवी ती सुट्टी. मी पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम केलेलं आहे. मी 10 10 दिवसासाठी बाहेर होतो. मी सांगून ठेवलं होतं की मला वर्षामध्ये 2 वेळा सुट्ट्या लागतात आणि त्या सुट्ट्यांचं मी डेज नाही ठरवू शकत की मला किती दिवसा सुट्ट्या लागणार. पण मी जास्त लिमिट पार नाही पाडणार. कधी बा 10 ते 12 दिवस नाहीतर 15 दिवस मॅक्सिमम.
हं. हं, हं, हं. अच्छा. हां, हां. हां, हां. हां. बरोबर. हं, हं.
तर मग असं तुम्ही करू शकतात. आणि अ, क मी तर म्हणू ना, तर पैसा काय? पैसा जीवनभरात अ, मतलब मरण्यापर्यंत सा अ, साठला नाही जात. काही ना काही आपल्याशी चूक होत असतं. मग त्या हिशोबाने पैसा जेव्हा आहे ना, तेव्हा फिरून घ्यायचं. नक्की एक वय असतं त्याच्यानंतर, ते वय निघालं ना मग तुम्ही काही नाही करू शकत. आणि ट्रॅव्हल करणं, या फिरणं ना, खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही त्यातनं स्वतःला ओळखू शकतात अशी तुम्ही अ, एक जर्नी बघू शकतात, ज्यात तुम्हाला खूप छान-छान अनुभव येतील.
हं, हं. हां. हो ना. हं, हं. बरोबर. हां, हां, हां, नक्कीच. खरंच खूप छान सांगितलं तुमचे अनुभव पण आणि अ, म्हणजे त्यातून जे तुम्ही शिकलेले आहात. तर दुसऱ्यांनी केलं तर त्याच्याबद्दलचे उपाय पण. अ, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी ह्या विषयावर बोलून. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.
नक्की, मला पण खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.